म्हणजे अ, काय कारायचं सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं
हं.
अ, जे टेरेसवर पाणी जातं ना, सगळ्यात पहिले ते पाईपातलं अ, वेगवेगळे फिल्टर आहे ते आहेच आतमध्ये, नाही का? तुम्ही बाहेरनं एक असं अ, अ, जाळी बसवा, जेणेकरून ते मेन कचरा मोठा-मोठा तिथेच अडकून जाईल.
हं, हं. बरोबर. हं, हं.
मग ते जाणार नाही आतमधून नाही का? मग तिथून तुम्ही ते वाचवलं तर ते अ, तुम्ही काढू शकता ना कशाने पण, खराट्या-विराट्याने असं, मस्तपैकी. आतमध्ये गेलेला कसं काढणार सारखं-सारखं?
बरोबर. नक्कीच. बरोबर. हं, हं, हं. आणि मग
ते मग बोक अ, बोलवाव लागतं, प्लंबर ला.
अरे वाह! बरोबर आणि मग असं तुम्ही काय करता का घरात किंवा तुम्ही समाजामध्ये, की जे लहान मुलं असतात, त्यांच्यापासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना पाण्याची किंमत कळायला पाहिजे. मग ते समजावण्यासाठी तुम्ही काही केलेलं आहे का? किंवा काही सोपे ट्रिक्स आहेत का जेणेकरून, त्यांनादेखील या पाण्याची किंमत कळेल आणि पाणी वाचवण्याची एक आहे ना ती मदत होईल?
बघा, अ, त्यासाठी एक आम्ही केलेलं आहे, की अ, लहान पोरांना पाण्याची किंमत क कळण्यासाठी आम्ही पूर्ण ग्लास भरून पाणी देतच नाही.
हं. बरोबर, हे खरंच खूप महत्वाचं आहे. अरे वाह! नाही, नक्कीच, नक्कीच. पण परत देऊ शकतो पाणी पण मग ते उरलेलं पाणी का टाकावं असा एक प्रॉब्लेम होतोच. आम्हाला पण हा प्रॉब्लेम पडतो. बरोबर.
ग्लास छोटे ठेवलेत. हां. ते हां, हां. हो आणि उ उरलेलं पाणी जे आहे ना, अ, आम्ही अ, झाडांना टाकतो खूप वेळा. ते ते ए एक यु युक्ती करू शकतो आपण. किंवा अ, ते पाणी थोडं-थोडं बकेटमध्ये घ्या आणि फरशी पुसताना ते मावशी येतील तिला देऊन टाका, "घे, फरशी पुस ह्यानी."
हं. बरोबर. हं.

पाणी वाचवण्यासाठी अ, मी थोडंसं म्हणतात ना, सगळ्यात पहिले तर शॉवरने अंघोळ करणं बंद केलं आहे.
अरे वा! खूप छान.
ते मला जास्त आवडतं शॉवरनी असं वाटत ना, असतं डोक्यावरनं आह! हा हा! रयलॅ रिलॅक्स होतो मी. पण मी आता ते बाल्टी एक भरून घेतो आणि त्यामध्येच अंघोळ करतो, जेणेकरून अ, पाणी खूप सारं वाचलं कारण की शॉवर नी अंघोळ केलं आणि टाकी लवकर खाली व्हायची आमची नाही का?
हं, हं. बरं. हं, हं. बापरे! हां, मग?
आणि ते पाणी <clears throat> तर वेस्ट व्हायचंच पण लाईट बिल जास्त यायचं.
बरं.
पण ते बंद केलं मी आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे माझं जे घरात अ, नळ आहे.
आणि अच्छा. हं, हं.
हे सगळे लीक होणारे नळ बदलून टाकले.
अरे वा!
कारण की थेंब-थेंब तळे साचे, आहे ना असं म्हणतात. आहे ना, माझ्या घरात तर कधी साचलं नाही पण तरी म्हटलं कुठेतरी जाऊन साचलं ना ते पाणी, त्यामुळे ते नळ मी अ, बदलले किंवा त्याला असं ते म्हणतात ना एक पांढऱ्या कलरची बघा सेलोटेप येते त्यांची, पाणी बंद व्हायचं, ते टेप मारून हां, पॅक करून टाकली मी हां, म्हणजे जेणेकरून ते नळ्यातनं पाणी वाचेल आणि अ, दुसरी गोष्ट की टाकी भरली तर वाहून जाते, आहे ना. तर अ, अ, त्यासाठी मग मी एक अलार्म सिस्टम बसवलं. पाण्याची टाकी भरली आहे, जल्दी तिथून निघा. आहे ना आणि टाकीचं बटन बंद करा, <chuckles> मोटर. मग ते एक सिस्टम बसवलंय, की ते वाजत असतं सारखं घरामध्ये मग ते मोटारचं बटन बंद करून टाकायचं. लाईट बिल पण वाचतं आणि पाणी पण वाचतं आणि अ, दुसरी गोष्ट काय केलंय ना, की अ, जसं अ, घरात आमचे हे धुतात ते, काय म्हणतात? अ, भांड्या वगैरे.
हं, हं. बरोबर, नक्कीच. बरोबर. हां, हां, एमसील टी टाइप एक असतेच बरोबर, बरोबर. हां, बरोबर, हो ना. अरे वा! खूप छान. <chuckles> अरे वा! हो, हो. अरे वा! अरे वा! हं. हां, हां.